अ, डाल भट्टी म्हणतात बघा कुठं-कुठं त्याला.
हां, डाल बाटी दाल बाटी, हां. अच्छा, अच्छा, अ राजस्थानी पदार्थ पदार्थ आहे तो, हो.
हां, दाल बाटी म्हणा त्याला, हां ते पण चालतं. हां, हां, त्याचा जळ जळगाव साइडला त्याला दाल बट्टी म्हणतात. तर ते बनवून मस्तपैकी सकाळी-सकाळी डाळ आणि ते चुरून खातो. म्हणजे ते पण सकाळीचा नाष्टा चांगला असतो जे आपल्याला फुल एनर्जेटिक ठेवतो आणि म्हणतात ना, एक रोटला खाल्ला की ते पोट भरून जातं.
बरं. हां. चांगला होतो. पोटचं भरतं. हां, मग जेवणापर्यंत आपलं काही नाही. हां, मग जेवण पण माफक घेतलं तरी चालतं. म्हणजे त्याच्यात तूप वगैरे एड करता का तुम्ही? तूप घालून वगैरे असं करता?
हां, 2 खाल्ले तर अजून चांगला, हां. हो. हां, हां, हां, हां, तूप आम्ही म्हणतात ना अ, गीर गाईचं तूप खातो. श अ, म्हणजे बाकीचं नाही खात. अ, थोडं कमी खातो तूप.
हां. वॉव. गीर गाईचं, हां म्हणजे फॅट्स कमी असलेलं, हां.
हां. हां आणि गीर गाईचं दूध का? कारण की अ, आजकल बघा नकली खूपच येतं. आजकल तूप मार्केटमध्ये ₹500, ₹600. आम्ही ते नाही घेत. आम्ही एक गोठा आहे अ, आमच्याच मंदिराचा. तिथे गाया वगैरे पाळल्या जातात. तिथूनच थोडं महाग भेटत 2,000 ₹2,500 किलो भेटत ते. पण ठीक आहे खाण्यासाठी चांगलं असतं.
ओके. हां. बरं, अच्छा. बरं. पण पौष्टिकता हां आणि म्हणजे व्यवस्थित हायजीन वगैरे मेंटेन केलेला असेल ना, त्याच्यामध्ये?
हो, हो. नकली नसतं त्यामध्ये काहीच मिलावट. नाहीतर बाकीचं काहीतरी मिक्स करतात डालडा वगैरे नाही का, ते नसतं. तर मग सकाळी तूप वगैरे घेतलं तेच तर त्यासोबत चांगलं वाटतं ते खायला नाही का आणि
हो, हो, हो. हो केळ-तूप म्हणा किंवा तूप-पाणी वगैरे असं घेतलं, थोडंसं गरम पाणी-तूप वगैरे तर ते पोटासाठी पण चांगलं असेल ना?
हो, नक्कीच अ, पोटासाठी चांगलं असतं आणि थोडंसं ताक आम्ही जास्त हे करतो प्रीफर नाश्त्यासोबत पण.
म्हणजे न्याहारीला पण घेता का ताक तुम्ही? म्हणजे
हां, हां, सकाळीच खायचं असतं ते, रात्री खाल्लं की ते कफ होतो, क सर्दी खोकला होतो. सकाळी खाल्लं ना
हां, किंवा दुपारच्या जेवणालाही घेऊ शकता ना तुम्ही ताक?